हो, हो. एकदमच, म्हणजे मी दोन्ही गोष्टी खूप अनुभवल्या, म्हणजे लहान कॅफेचा गिग जसं तो तर मी म्हणू शकतो की नेहमी सॅटरडे, संडे अनुभवत असते. अ, आणि स्टेडियममधली जी एनर्जी असते ना, ती काही अप्रतिम आणि म्हणू शकतो की धमाल आणि एकदम म्हणतात नाही त्याच्यात खूपच एनर्जी आणि लाऊड एनर्जी असते एकंदरीत आणि मला तर वाटतं ह्यामध्ये खूपच मोठा फरक आहे. जमीन आसमानाचा, जो आपण म्हणतो, तर तो इथे बोलायला नक्कीच मला, म्हणजे चांगला वाटेल. कारण कसं असतं? लहान कॅफेचं पहिलं मी सांगते, लहान कॅफेमध्ये काय होतं? जसं बघा ना, आपण एखाद्या अ, रेस्टॉरंटला जातो किंवा एखाद्या कॅफेमध्ये जातो. तिथे बघा ना, म्हणजे लाईव्ह सिंगिंग चालू असतं, एकंदरीत. पण ते देखील आप हो, म्हणजे असतं सॅटरडे, संडे म्हणा किंवा फ्रायडेला फ्रायडे नाईट्सला म्हणा किंवा वेडनेसडेला म्हणा. तर एकंदरीत किंवा काही इव्हेंट्स असतील म्हणा, तर तेव्हा ह्या गोष्टी चालूच असतात तिथे. तर मग तेव्हा कसं आपल्याला असं छान वाटतं, म्हणजे जरा बऱ्यापैकी लोकं असतात. म्हणजे जवळपास इतकी पण नसतात की 100-150 किंवा 200 पर्यंतची, जशी त्या कॅफेची साईझ असेल त्याप्रमाणे ते कराओके हो, त्याप्रमाणे किंवा 200-300 इतकं असू शकतं. आणि तो कॅफे, म्हणजे जर मला तर वाटतं की म्हणजे इतकंपण मोठा नसतो. म्हणजे एवढी लोकं राहतात, म्हणजे तुम्ही अंदाजे पकडा की तो केवढा असेल? किंवा मग काही-काही छोटे 100 लोकांचे पण असतात किंवा हा तर मग
अरे वाह! वाव! वाह! बरोबर. वाह! नक्की. हं. हं. बरोबर. हां, बऱ्याच वेळेला असतं. हं. बरोबर. अगदी. हो. हो, जेवढं कॅपॅसिटी असेल जास्ती. बरोबर. बरोबर. काही अगदी, म्हणजे खूप लहानही मी बघितले आहेत. हां.
लहान पण असतात, बरोबर, हो. लहानपण असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं कि असं सगळं छोटं-छोटं असतं आणि मग ते सिंगर सिंगिंग करत असतात. आणि मग एकंदरीत ती एक वाइब असते ती पण छान असते. असं नाही म्हणत की ती पण अ, पण त्यामध्ये होतो की एकदम जी, "फुल ऑफ एनर्जी" म्हणतात ना की जिथे म्हणू शकतो की अ, खूप जास्त 10000-12000 लोकांचा क्राउड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो. स्टेडियममध्ये तर 50 हो, हो जसं की आपण बघतो की आय-पी-एलला वगैरे आपण बघतो, तर त्याच्यामध्ये किती लोकं असतात एकंदरीत, म्हणजे पण याला 1 लाखाच्या वर तरी असतीलच ती, मला असं वाटतं की तेवढी कॅपॅसिटी असते. तर मला आता वाटते की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मग तिथे काहीतरी ऐकण्याचा म्हणजे तिथली गाणी म्हणजे ती शांत असतात. थोडंसं मजा येतो इतक्या लोकांमध्ये. पण जेव्हा स्टेडियममध्ये आपण ऐकतो की बापरे! काय एनर्जी असते आणि ते इतके मोठे साउंड असतात आणि लाईट असतात आणि अ, सेट लिस्ट असतात आणि टायमिंग जे असतं ना आणि वरतून जे फायर क्रॅक्स असतात म्हणजे ते एवढं अप्रतिम वाटत ना आणि ते जे बघायला इतकी मजा येते आणि जी सगळ्या लोकांची एनर्जी आणि विचार करा एवढी सगळी लोकं एकत्र गाणी गात आहेत. म्हणजे अ, जो आवाज येतो तो बापरे! म्हणजे धमाल असते पूर्णतः एकंदरीत खरंच असं छान वाटतं.
बरोबर. हां. हो. ती एनर्जी एक वेगळीच हो, हो. हो. भरपूर. बरोबर. असते, हो. हां. बरोबर. धमाल असते. बरोबर.

लहान गिग किंवा स्टेडियम, मोठा स्टेडियम याच्यापैकी कुठे परफॉर्म करायला आवडेल? आणि काय आवडेल? म्हणजे लहान गिगमध्ये मिळणारा तो एक असते एक वाह-वाही असते. असा फीडबॅक मिळतो, की अरे वाह! किती मजा आणि ते लाईव्ह अगदी इमिडिएटली तिथल्या तिथे तुम्हाला ती पावती मिळत असते. ती का आपण अ, जो मोठ्या स्टेडियममध्ये एक एड्रेनल रश फील करतो, कारण एवढे सगळं बघितल्यावर जो काही अंगामध्ये असा काय म्हणतो ना, असा हां संचारतं ते. मग काय तुम्हाला काय एक, एक कलाकार म्हणून तुम्हाला जर या संध्या मिळत आहे. तर तुम्हाला कोणती जास्त जवळची वाटेल एड्रेनल फीडबॅक?
हं. हो. वाह वाह! हो नक्कीच करू. येस. हं. इमिडिएट. बरोबर. येस. नाही. संचारतं. हं. नक्कीच. मला तर वाटतं बघा जर मी कलाकार असेल, तर छोटं-मोठं काहीच नसतं. कारण का सगळ्यांची सुरुवात आहे ती मला तर वाटते लहान कॅफेपासूनच होते आणि मग नंतर अ, स्टेडियममध्ये आपण जातो की डायरेक्ट आपण स्टेडियममध्ये नेत नाही. असे भरपूर सारे लहान कॅफेमध्ये आपल्याला परफॉर्म करावं लागतं. तेव्हा आपल्याला स्टेडियम मिळतं किंवा काहीतरी आपल्याला नक्कीच करावं लागतं. तेव्हा आपण अ, स्टेडियममध्ये जाऊ शकतो, असं मला वाटतं. की डायरेक्ट आपण अ, स्टेडियममध्ये जात नाही, कारण खूप लोकांची मेहनत हं.
अगदी. हं. बरोबर. हो. पण जर असा तुम्हाला एखादा चान्स मिळाला, चॉईस मिळाली. तर तुमची चॉईस काय असेल की लहान
मला तर स्टेडियमचं आवडेल. खरंच, कारण मला जी मजा येईल ना, कारण म्हणजे परफॉर्मन्सला तर काय वाटत असेल, म्हणजे इतकी लोकं आपल्यासाठी क्रेझी आहेत. आणि इतकं म्हणजे माझा मोठा शो आहे आणि मी तिथे काहीतरी परफॉर्म करतेयं, आहे. मी बोलतेयं. म्हणजे मला आता तर ते इमॅजिन करूनच खूप छान वाटते. म्हणजे बघा ना, इतकी लोकं आपल्यासाठी आली आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपण त्यांच्या आनंदाचं कारण आहोत. आणि एकंदरीत इतकी भारी एनर्जी आणि कुठेतरी एखाद्या वेगळ्या कंट्रीमधले लोकं येतात आणि त्यांना आपल्या तिकडे जाऊन, आपल्याला काहीतरी परफॉर्म करायचं म्हणजे किती क्रेझ आहे ना हे एकंदरीत, मला आता वाटतं इतका मोठा इंटरनॅशनल स्टार येतोय. हं.
अरे वाह! <chuckles> एक्झॅक्टली. बरोबर. अगदी. <laughs> खूप-खूप म्हणजे, माझं कोणी माझं कोणीतरी ऐकायला तिथे येत आहे आणि तो एखाद दोन नाही आहे त्या जवळ 40-50 हजार लोकांचा क्राउड आहे. खरंच ही खूपच अ, मोठी गोष्ट आहे. पण आता ह्या ह्या सगळ्या दुनियेमध्ये जी काही धडपडणारी नवीन सुरुवात करणारी जी ज्युनियर कलाकार मंडळी आहेत.
हो. बरोबर. बरोबर हं. हं हं.